अरे वाह! मग त्यामुळे काही वेस्टर्न म्युझिकमध्ये वगैरे रुची झाली असं काही झालं का? हो.
हो. आहे ना, मला वेस्टर्न क्लासिकलमधलं पण माहिती आहे. म्हणजे माझा आवडता सगळ्यात चित्रपट संगीताबद्दलचा हा अ, शंकराभरणम हा साउथ इंडियामधला, नॉर्थ इंडियामधला म्हणजे असं वेगवेगळं आहे. <chuckles> अ, आणि वेस्टर्नमधला अ, "साउंड ऑफ म्युझिक" नावाचा एक चित्रपट आहे. 7, 8 गाणी आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यात अ, अ, त्यांचं आपलं सारेगम जसं आहे, तसं तिकडे तिकडे वेगळ्या प्रकारचे सूर आहेत. नोटेशन वेगळ्या प्रकारचे. तर तेही मला ऐकायला मिळालं म्हणजे मला आणि अ, अ, अ
हां. बरं. हं. बरं. <chuckles> हां. बरं. हां, हां, हां. नोटेशन असतात त्यांचे बरोबर. हां, मग अ मग तुम्ही मग अ, मग असं काही विचार आला का, की फ्युजन असं काहीतरी ऐकावं किंवा त्यादृष्टीने काही अशी म्हणजे अ, वाद्यांमध्ये वगैरे काही इंटरेस्ट झाला का तुमच्या संगीताचे म्हणजे काही पियानो म्हणा किंवा अशी फॉरन इन्स्ट्रुमेंट किंवा मँडोलिन असं गिटार वगैरे काही तसं. काही ऐकावं वाटलं किंवा तसं काही शिकावं वाटलं तुम्हाला?
अ, शिकायला अ, न तशी परिस्थिती नव्हती आमची, की गिटार वगैरे घ्यावी आर्थिक परिस्थिती नव्हती.
हां. हां. हां. बरोबर मग त्यावेळी अ, त्या काळी तबला म्हणा किंवा पेटी हां, वीणा वगैरे असं काही.
पण आज जे हां. हो, हो. मी हां, मी त्या अ, संगीत अ, ह्याच्या म महाविद्यालयाच्या तबल्याच्या परीक्षा दिल्यात आणि पास झालो आहे. तबला बेसिक येतो मला. हां. आणि असं म्हणतात, की पहिला तबला शिकावा. तुम्हाला पुढे काही संगीतात करायचं असेल. कारण ठेका कळतो, लय कळते. तर अ, अ, तर ते माझा थोडा हात साफ त्याच्यावर आहे. म्हणजे अ, आज सुद्धा मला अ, अ, झपताल, त्रिताल, भजनी अ, हे ताल आणि ते हे ओळखू येतात. ते थोडेसे वाजवता येतात. हां, तेवढे, तेवढे.
हां. अरे वाह! वाह! मस्तचं. अच्छा. हां. हं. हां. हां, हां. वाह! अ, म्हणजे सुर, ताल, लयमध्ये पक्के आहात म्हणा तुम्ही. <chuckles> हां, म्हणजे आवड दिसते आहे तशी. छान वाटते म्हणजे. हां.
हां. आणि हां, नंतर शास्त्रीय संगीत आवडायला लागलं. विशेषतः अ, म्हणजे अ, मोठा महोत्सव असतो आपल्याकडे अ, संगीताबद्दलचा पूर्ण रात्रभर गायन वगैरे चालतं. तर त्या महोत्सवामध्ये मी अ, जायला लागलो. तेही अपघातानेच झालं म्हणजे काकाकडे काही पास होते आणि अ, हे
हां. हो ना. हां. बरं. हां. हां. तुम्ही गेस्ट म्हणून गेला का काय तिथे परफॉर्म करण्यासाठी गेला?

छे! छे! परफॉर्म नाही हो ते फारच मोठं आहे म्हणजे अ, मी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाबद्दल बोलतोय. तिथे सहभागी घ्या व्हायचं म्हणजे अ, तुम्ही पंडित किंवा खूप नावाजलेले असायला लागतात. पण ती खुर्च्यांची तिकीटं काकाकडे आली होती आणि घरची काहीतरी 10-12 लोकं झाले होते आणि 11 जण झाले तर वाया कशाला घालवायचा येतोस का तू? असं मला विचारलं. म्हणून मी पहिल्यांदा गेलो आणि काय मंत्रमुग्ध झालो ते सगळं ऐकून. म्हणजे ताल कुठला काय वगैरे कळलं अशातला भाग नाही. पण
हां. ओह. अरे वाह! हो ना, हां. हां. हां. हो ना. हां. हां. हं, हं. हां.
हं, झाकीर हुसेन त्यांचा तो तबला आणि त्याच्यात मग ते अ, अहो घोड्यांच्या टापा म्हणजे डोळे मिटले आणि जर का ऐकलं तर वाटेल की घोड्यांच्या टापा आहेत.
वाह! हां. हां. अरे वाह! मग त्यामध्ये कोण कोण असे अ, सह सहभागी झाले होते म्हणजे गेस्ट त्यांची काही उल्लेख करू शकता का? झाकीर हुसेन म्हटला तुम्ही आणि हां.
इतकं सुंदर. हो. हो अ, हे चौरसिया जे अ, हरिप्रसाद आणि मग त्यांचा मुलगा. तर हां, बासरी हो. अ, बासरी आणि त्यांची हे पण जुगलबंदी असायची झाकीर हुसेन बरोबर.
हरिप्रसाद चौरसिया का? अरे वाह! बासरी वगैरे, हवा. क्या बात है. सर आणि त्यांची. अरे, वाह! मस्तच म्हणजे त्याचा पास मिळाला. केवढा छान अनुभव आहे तुम्हाला. अच्छा, वॉव! हां.
तबला. हां. हो, हो. मग दुसरे अ, म्हणजे आपल्या कश्मीरचं जे एक वाद्य आहे. अ, संतूर
हां. वाह! कमाल.
तर शिवकुमार शर्मा यांचं संतूर वादन
हां. हो, हो, हो, हो, प्रसिद्धच आहे ते. हो
किती सुंदर असतं ते फार सुंदर इतकं मंजूळ इतकं आणि कारण ते पाणी असतं त्या ह्याच्यामध्ये अ, बाऊलसारखं असतं आणि त्याच्यावरती तो ठेका त्या काठीने दिल्यावरती जे तरंग उमटतात त्यातून संगीत वाह! वाह! संतूर म्हणजे
हं. हां. अच्छा. हां, संतूर. वाह! काय आवाज येतो ना खरं त्यातून. केवढा मस्त वाटतो तो संतूरचा आवाज.
हो फार सुंदर असत. आणि मग गायकीमध्ये अ, भीमसेनची
हां. अच्छा. हां.